माझ्यासाठी ना खरं मी सांगू का तुम्हाला की जसं बघा आपण पहिलं बोलत होतो ना, की आर्थिक परिस्थितीमुळे कसं कधी-कधी ना व्यक्ती करिअर नाही करू शकत. ज्याच्या मनात त्याची इच्छा नस असते ना ते त्याला करायला नाही भेटत. पण त्याला म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळे त्याला नोकरीही करावी लागते. किंवा तुला दुसरं काहीतरी असं करावं लागते जेणेकरून त्याला, परिवाराला, कुटुंबाला आधार भेटेल जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी. तर मी अशा दृष्टिकोनाने मला ते सांभाळावं लागते. मी असं नाही सांगू शकत, की मला त्यांनी संतुष्टी मिळते. मी असं नाही सांगू शकत, की मला ना स्वातंत्र्य आहे पूर्ण. म्हणजे मी ती नोकरी करत आहे वेगळ्या क्षेत्रात. <swallows> मला असं पूर्णपणे स्वतंत्रता आहे असं काही नाहीये, की मी मॅनेजमेंटच्या रोलमध्ये आहे असं पण काही नाहीये की मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी 2 तास स्वतः अ, आ, सुट्टी घेऊ शकेल. असं पण काही नाहीये. म्हणजे ते काम आहे, म्हणून करावं लागते. पण जर का माझी व्याख्या, जर का मला करायचं, मला जर चान्स भेटला असता. तर अ, मला करिअर अ, असं मला वाटत, की ज्याने असं करिअर असलं पाहिजे, की ज्याच्यात मी घर आणि काम ह्याचं संतुलन मी ठेवू शकेल. ह्याला माझ्या नजरेने मला हे करिअर असं वाटत आहे.
हं, हं. बरोबर आहे. हं. नक्की. हो, हो, हो. बरोबर आहे. हां, हां, हां. नक्की. अरे, बापरे! हं, हं, हं, हं. करायचं. बरोबर आहे. हं, हं. संतुलन बरोबर आहे. नक्कीच. बरोबर आहे. म्हणजे, बघा ना. आता करिअर म्हणजे, केवळ पैसा मिळवणं आहे का तुमच्या नजरेमध्ये? नाहीतर एक असं तुम्हाला सोपं विचारते मी, स्वतःच करिअर घडवताना तुम्ही काय शिकलात? म्हणजे काय तुम्ही लोकांना सल्ला काय द्याल? सोपे-सोपे काहीही म्हणा नाही का?
हं. हो. बघा, मला जर असं वाटत ना, करिअर हे फक्त पैसा कमवणचं नाहीये पण अ, खूप लोकांच्या मनात, करिअरची हीच व्याख्या आहे. करिअर म्हणजे लोकांना सक्सेस वाटतं, करिअर म्हणजे लोकांना वाटतं, "अरे, तुझा किती पॅकेज आहे?" करिअर म्हणजे लोकांना वाटतं, "अरे वाह! याची किती डिग्री आहे?" एक करिअरचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये. हो. करिअर म्हणजे एक अशी गोष्ट झाली
बरोबर आहे. नक्की. हं. तेच आहे. हो. हं. पैसेच बघतात, लोकं सगळे पैसेच बघतात. खरंच ना. म्हणजे काय हे नेमकं करिअर. लोकांनी व्याख्याच बदलून टाकली आहे त्याची. तुम्ही काय सांगू शकाल का ह्याच्यावर? हो ना. बोला ना.
तर हो ना.

हो पडलाय ना. मी तुम्हाला गंमत गोष्ट सांगते हा आता. आता बघा माझं ना, माझं ना बी-ए-एम-एस झालं. ठीक आहे. मी पुढे काय ते माझे ते स्वप्न होते पंचकर्मा आणि ब्युटीचे. माझा प्लॅन होता तो. आपण म्हणतो ना, की तुम्ही कितीतरी प्लॅन करा. आयुष्य तुम्हाला तिथेच नेणार आहे जे आयुष्याचा प्लॅन आहे. तो तर मी तर मी सांगते तुम्हाला, की ते झालं माझं. पण मला कधी प्रॅक्टिस करायचं, मला कधी चान्सच पडला नाही मला. की मला प्रॅक्टिस करावी लागेल का, पुढे काही करावं लागेल. मला करायचं कामच पडलं नाही. मी तुम्हाला सांगते ना, मला पूर्णपणे थोडंसं सांगते मी की अ, तसं-तसं मला करी कधी मला म्हणजे चान्स पण भेटला नाही आणि असं पण नव्हतं की, मला करायचं आहे आणि माझ्याकडून तो मौका खेचून घेतला. असं काही नाही झालं. माझं ना लव्ह मॅरेज झाली आणि मग नंतर मी दुसऱ्या देशात मी आणि माझ्या मर्जीने. असं नाहीये की माझं स्वप्न वगैरे तुटलंय. असं काही नाहीये. माझ्या मर्जीने, माझ्या होकारीने मी माझं लव्ह मॅरेज करून दुसऱ्या देशात आम्ही आली दुसऱ्या देशात मी आली आणि ज्या देशात मी आज राहत आहे ना, त्या म्हणजे, ज्या राज्यामध्ये मी राहते त्याचा आयुर्वेदेचा कानोकान खबर नाहीये. तर इकडे आल्यानंतर, इकडे आल्यानंतर अ, मला आयुर्वेद करायचा. जसं म्हटलं ना, की जी ज्याच्यात माझी डिग्री आहे, त्यात मला करायचा कधी काही चान्स भेटला नाही. पण सुरुवातीचे सुरुवातीचे काही वर्ष ना, मला म्हणजे नोकरी करायचं काम पडलं नाही आणि कसं करू, काय करू हे मला काही समजत नव्हतं. नवीन होते मी इथे. पण आत्ता ना मी वेगळ्या क्षेत्रामध्ये मी नोकरी करत आहे आणि त्याचं आयुर्वेदशी काहीच घेणं-देणं नाहीये. पण आयुर्वेदची डिग्री असल्यामुळे की मी एक बॅचलर्स केला आहे त्यामुळे, मला मला आजची नोकरी भेटण्यामध्ये मला थोडी मदत मिळाली की हिचं, बॅचलर्स झालेला आहे हो. पण मी तुम्हाला सांगते की जे तुमचा प्रश्न होता ना, की कसं त्याचं अ, परिवारावरती काही परिणाम झाला का? मला आज पण 10 वर्ष झालेत माझ्या लग्नाला. आज पण मला माझे आई-वडील किंवा माझे घरचे कळत ना कळत इकडून-तिकडून, तिकडून-तिकडून काही ना काहीतरी बोलतात. एवढं बी-एम-एस केलं ना तू, त्याचं काही झालं नाही पुढे. अरे, तुम्ही असं कसं बोलताय? असं तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे मी काय लाडू घेण्यासाठी बोललेत का ह्या गोष्टी. पण अ, असं मला हो ना. तर ना असं पण म्हणजे मला बोललं जातंय, की ते काही केलं नाही तू. एवढे तू 5 वर्ष अ, त्याच्यात बी-एम-एस केलं. तू इकडे राहायला असती तर अ, तुझं काही ना काहीतरी ते झालं असतं. हो, इकडे तू हे केलं असतं, ते केलं असतं हो.
हो सांगा ना हो हं, हं. हं, हं. हो, नक्कीच, हो. हं. का बरं हो? हं, हं. <chuckles> हं. हं, हं. अरे! हो, हो. हं, हं. अच्छा! हां, हां. हं. अरे बाप रे! <chuckles> हां, हां. हां. भेटलाच नाही बरोबर आहे हंम्म. हं, हं. हं. हो का म्हणजे झालं. काहीतरी, हो काहीतरी फरक पडला. हं, हं. हो, हो, तेच. अरे बाप रे! <laughs> अरे बाप रे! <chuckles> खूप बरोबर आहे. हां, नक्कीच-नक्कीच. म्हणजे काही झालं नाही. इकडं भारतामध्ये राहिलं तरी काहीतरी केलं असतं. तिकडं काहीच नाहीये, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे मग आता जे तुम्ही काम करताय, ठीक आहे. जे पण करिअर म्हणा किंवा तुम्ही जॉब म्हणा, तुम्ही सांगता ते. तसं तुम्हाला त्या कामातून, म्हणजे तुम्हाला समाधान भेटतंय का हो? असं मनाला सुख भेटतंय का?
हो, असं. हो. मी अ

हो. तर ना माझ्या मनात तेव्हा काय स्वप्न हो. करियरची व्याख्या म्हणून स माझ्या मनात काय स्वप्न होते, की मी ना, मला ना म्हणजे स्वतःच्या क्लिनिकमध्ये एवढं जास्त काही इंटरेस्ट नव्हता. करायचं होतं, पण त्यातनं मला काय करायचं होतं? मला ना पंचकर्मामध्ये मला माझं करियर करायचं होता. मला असं म्हणजे एवढं छान वाटायचं, मला काय वाटायचं, की ना त्याची खूप डिमांड आहे आणि लोकांना छान वाटतं आणि त्यानं अ, आराम पण भेटतो आणि सोपं पण आहे. आणि काय तर
अरे वाह! हं, हं. हो. हं, हं. अरे बापरे! हां, हां. म्हणजे काय असं हो ते पंचकर्मा मी कधी नाव ऐकलेलं नाहीये हे. म्हणजे काही
पंचकर्म हे खूप अ, आता बघा, ह्याला मला खूप वर्षे झाली. मला पूर्णपणे तर आठवत नाही, पण मी तुम्हाला थोडंसं सांगते, की पंच एक अ, 5 प्रकारचे जे धातू असतात, त्याच्यानुसार त्याची जे क्रिया केली जाते, त्याला पंचकर्म म्हणतात. जर मी बरोबर बोलली असेल तर हो. तर ना त्यामध्ये औषधी तेलाचे मसाज केले जाते आणि मग नंतर गुडघे दुखणं हो, आयुर्वेदिक अ, पंचकर्माचं. हो. तर अ, त्याचे वेगवेगळे ट्रीटमेंट दिले जातात. तर त्यात मला ना करियर असं करण्याचं माझं मन होतं आणि मला माझं असं स्वप्न होतं, की ते ना मी माझं स्वतःचं करेल आणि मग ना त्याच्या व्यतिरिक्त पण मी ते झाल्यानंतर ना, माझ्या मनात काय होतं, की बी-ए-एम-एस झाल्यानंतर मी पंचकर्माचा एक सर्टिफिकेट कोर्स, स्पेशल कोर्स करेल आणि त्याच्यासोबत ना एक ब्युटीचा, आयुर्वेदिक ब्युटीचा म्हणून असा एक वेगळा कोर्स करेल. हो, म्हणजे माझी मी टपाटप सेट, मी माझी मस्तपैकी माझं क्लिनिक, नावाचं म्हणजे केलं होतं बी-ए-एम-एस, पण मला त्यामध्ये जास्त काही इंटरेस्ट नव्हता. मला पंचकर्म आणि ब्युटीमध्ये मला जायचं होतं.
हां, हां. हो, सांगा ना. अच्छा. हो, हो, हो. हं. आयुर्वेदिक म्हणजे. हो, हो, हो, हो. हं, हं. हं, हं. हो, हो, हो. हं, हं. अरे बापरे! <chuckles> <chuckles> हां, हां. म्हणजे तुमची दिशाच एकदम पूर्णपणे अशी वेगळ्या दिशेनेच तुम्ही गेला. मग तुम्हाला किती हो.
म्हणजे ह होतं त्याच्याशीच रिलेटेड, वेगळं नव्हतं ते, होतं त्याच्याशीच रिलेटेड. त्याचे पण वेगवेगळे आपण म्हणतो ना, वेगवेगळे ब्रांचेस असतात ना त्याच्यामध्ये तसं म्हणायचा प्रयत्न करते, हो. तर त्याच्यामध्ये मला स्पेशलिटीमध्ये मला म्हणजे पुढे मला करायचं असं मला मन होतं, की तसं केलं तर डिमांड पण जास्त राहील आणि माझं करियर बनेल असं वाटत होतं.
काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं तुम्हाला हो, हो. असं भीती उत्साह झालं होतं का? नक्की, नक्की. मग बघा ना तुमचं करियर तुम्ही निवडलं. जसं आता तुम्ही सांगितलं आहे, ठीक आहे. मग जुनी आणि नवीन करियरची व्याख्या याच्यातला फरक तुम्हाला सांगता येईल का हो, जुनी करियर कशी होती आणि आत्ताची नवीन करियर कशी आहेत ते?
हो. हो.